नक्कीच. आणि अ, आपल्या आता शहरी भागामध्ये आय थिंक खूप आपण वापरतो, हे सगळं ऑनलाईन पेमेंटचं. अ, पण गावामध्ये एवढं नसतं बघा. गावामध्ये मला नाही वाटत, खूप लोक वापरात असावेत.
हां. हं, हो ना, हं. हो. हो ना.
तर त्या त्या लोकांना पण अ, अं, म्हणजे जागृती निर्माण केली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? त्या लोकांनीसुद्धा ऑनलाईन वापरलं पाहिजे का? वापरली पाहिजे, तुमचं काय म
हो, हो. अं, हं, नाही, नाही. अ, वापरली तर पाहिजे, कारण की त्याच्यामुळे खूप सारे फायदे तर आहेत ना. पण अ, अशी गोष्ट आहे की खूप वेळा नेटवर्कच नसतं. गावी जर मोबाईलला नेटच नाही आहे, नेटवर्कच नाही आहे, तर तुम्ही <chuckles> ऑनलाईन पेमेंटच कसं करणार? मग त्यांच्यासाठी जर ती सुविधा ओपन करून दिली ना, तर कदाचित त्यांचे त्यांचं तेही पुढे जातील. तेही पुढारलेले बनतील आणि सगळं ही ऑनलाईन पद्धत आहे, ती ते लोक आचरणात आणतील. अं, हं, हो.
हं. हं, हं, हं. हां. <chuckles> वापरणार काय? हं, हं, हं, बरोबर. त्यान नक्की, नक्की. बरोबर. अच्छा. नक्कीच, नक्कीच. तर तुमच्यासोबत हे सगळे अ, टॉपिक्स जे आपण बोललो ऑनलाईन पेमेंटबद्दल किंवा कॅश पेमेंटबद्दल, हे मलाही भरपूर माहिती मिळाली तुमच्याकडून. आणि तुमच्या अनुभवावरून मलाही आता शिकायला मिळालं, की "बाबा, आपणसुद्धा भरपूर अलर्ट राहिला पाहिजे, ऑनलाईन पेमेंट जरी असली तरी." तर आपण पुन्हा बोलूयात अशाच छान विषयावर. आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
हो. हां. <chuckles> हो. येस, हं. हो, हो. हो, हो, खरंच, तुमचेही खूप आभार. खरंच, खूप छान वाटलं. खूप छान अशा गप्पा मारता आल्या आणि माझे अनुभवही शे शेअर करता आले. खरंच, खूप छान वाटलं. आणि मला पण पुन्हा आवडेल हं, मग तुमच्याशी नक्की बोलायला पुन्हा पुन्हा असेच गप्पा मारूया. खरंच, तुमचे खूप-खूप आभार, धन्यवाद.
हो. नक्कीच. नक्कीच. हो, हो. आभार, धन्यवाद.